हो, हो. हं.
आता संगत घेऊन हिंडायचं म्हटलं, तर मग आपल्याला कसं आहे की मग एडजस्टमेंट नाही होत, आहे ना. परिवार सोबत जायचं म्हटलं ना, तर त्यांच्यासाठी मग चांगली रूम बघा, चांगलं अ, कोच बघा, एसीच्या सगळ्या गोष्टी बघा. एकटं फिरायचं, तर आपण एडजस्ट करतो. ₹200ची रूम असली ना, नॉर्मल छोटासा पलंग, कुठला खाट
की हां, थोडे लिमिटेशन्स येतात. हां. हो ना, हां. बरोबर, बरोबर. हां. अरे वाह! कुठेही ॲडजस्ट होता तुम्ही, म्हणजे हे पण महत्त्वाचं आहे. हां, हां. हां. बरोबर आहे, आणि आणि दुसरे अ, कोणी घेऊन जायचं म्हटलं, तर मग पुन्हा त्यांची जबाबदारी तुमच्यावर आली ना. म्हणजे की त्यांना
हां, हां. हां. कुठेही ॲडजस्ट होऊन जातो आपण. खर्च पण आला. आपण खायचं म्हटलं ना, कुठेही खाऊन अ, नाश्ता करून जगू शकतो, पैसे वाचवण्यासाठी, नाही का? पण समोरच्यासाठी मग त्याला चांगलंच खायचंय, त्याला भाजीच खायची, हेच खायची, खूप नाटकं असतात. आपण एकटं फिरलेलं चांगलं.
हो, बरोबर. हो. म्हणजे त्याचे हां, हां. त्याच्या गोष्टी लक्षात घ्यायला लागतात. त्याची जबाबदारी अल्टिमेटली तुमच्यावर असते. मग त्याची काळजीही तुम्हाला घ्यायला लागते. ते एक आहे. हां, म्हणजे थोडे फायदे-तोटे दोन्ही पण आहेत म्हणा ह्याच्यामध्ये, हां.
हां. दोन्ही आहे. दोन्ही आहे. जर आपण आजारी पडलो, तर मग आपलं तिकडं अवघड होऊन जातं. आपल्यालाच आपलं करावं लागतं. आणि ते एक नुकसान पण आहे. भीती वाटते, "की बाबा कधी कुठं काय होऊ नये," म्हणून त्यासाठी मी प्रिकॉशन घेतो, की काहीही घाणेरडं खायचं नाही कुठलंही.
हो, म्हणजे खूप हो, म्हणजे कोण बघणार? हां. हो. म्हणजे बाधेल असं. म्हणजे आपण आपली प्रिकॉशन घेतो म्हणून. औषधं वगैरे बरोबर ठेवता का मग तुम्ही, काय असं तुमच्या बरोबर?
हां, हां. हां, हां. चांगल्या ठिकाणी बसायचं. अ, कसं आहे ना, म्हणजे अ, मला कसं आहे औषध मी कधी खातच नाही.

अरे बाप रे! बाप रे! असं काही दिसलं की म्हणजे काही सुचत नाही बाबा. आणि मग तुम्ही देवाचा धुपारा, अंगारा वगैरे. म्हणजे तसा तुम्ही विश्वास, श्रद्धा असते ना आपली देवावर, मग तसं काही तुमच्याकडे ठेवलं होतं का तुम्ही? म्हणजे काही.
असं हां, हां, हां. हां, मला हां, हां. नाही नाही, तसलं काही नाही ठेवत मी. फक्त कसं, मी एक वैष्णव असल्यामुळं माझ्या गळ्यात फक्त तुळशीच्या माळा आणि देवाचं नामजप ह्याच्याशिवाय मी कशाला मानत नाही आणि ते त्या गोष्टीवर मी एवढा विश्वास नाही ठेवत बाकीच्या. फक्त देव आहे आणि सगळं कणाकणांत आहे. बस, एवढा विश्वास असतो माझा आणि मग मी तिथनं निघालो, नाही का आणि कसं आहे की एकट्याने प्रवास करायचा म्हटला ना, तर खूप असं अ, प्रॉब्लेम येतात. जसं की बघा ना, मला त्या यमुना नदी, जसं संगम आहे तिथं, अंघोळ करायची होती गंगेमध्ये, नाही का? तर
म्हणत नाही हां. हो. बरं होईल. हो. बरोबर. तुमचे असे प्रयोजन म्हणजे अ, ठरलं ठरलेलं असेल म्हणजे इथे स्नान करायचं, देवाचं दर्शन करायचं. अच्छा! हां, मग ती अ, पहाटेची वेळ होती की कशी? रात्रीची होत होती म्हणजे म्हणजे रा म्हणजे रात्री झाल्यावर पहाटे अशा मधली दरम्यानची वेळ होती का ती?
हां, हां, हां. हां, मग तिथं काय येतं नाही ती रात्रीची वेळ होती. दहा साडे दहा ची.
रात्री, अच्छा, अच्छा, 10-10:30 ची. ओके.
हां, आणि मग दुसऱ्या दिवशी मग मला मला सकाळी स्नानाला जायचं. मग तिथं ते काय असतं की आपण एकटा प्रवास करतो ना, तर भीती वाटते की सामान चोरून नेलं तर, किनारी ठेवलं तर, नाही का?
हो ती एक वेगळीच भीती. म्हणजे अशी
हां, आणि हॉटेलवर ठेवलं तर त्यांच्याकडे पण कधी-कधी चाव्या असतात डुप्लिकेट, नाही का? तर ती पण एक भीती असती.
हो, हो, हो. हो, मग ती मग ती जोखीम घेऊनच तुम्हाला सगळीकडे प्रवास करावा लागत असेल ना मग?
की ते घेऊन जातील का काय? हां, मी अ, काय करतो ना की अ, डायरेक्ट लॉक वगैरेच लावून ठेवतो बॅगेला, जास्त करून साखळी वगैरे. आणि दुसरी गोष्ट काय असते की आपण फिरताना आहे ना, नकाशा. मी अ, मोबाईलमध्ये नकाशा ठेवतोच. पण एक ऑफलाईन नकाशा पण घेऊन टाकतो कधी-कधी, नाही का? जेणेकरून
हां. हां. हां. हां. म्हणजे रेंज नसेल. चालला नाही मोबाईल. काहीतरी हां.
हां, हां, हां, हां त्यामुळे आणि अ, शक्यतो मी आहे ना
हां, हे बरं करता. म्हणजे अ, म्हणजे, नाही जरी नेटवर्क रेंज आली, तर आपल्याकडे काहीतरी असावं बाबा साधन. म्हणजे त्यातून बघून तुम्हाला पुढची दिशा कळू शकते. तर एक चांगला उपाय वाटला मला. हो.
हां. हो आणि कसं आहे की जास्त रात्रीचं ट्रॅव्हल नाही करायचं. एवढं लेटपर्यंत नाही का, नऊ साडे नऊ दहा पर्यंत आपलं हॉटेलला परत जायचं. जास्त नवीन ठिकाणी सामसूम जागी असं रात्रीचं नाही फिरायचं. आणि दुसरी गोष्ट काय की अ, पब्लिक ट्रान्सपोर्ट जास्त यूज करायचे.
हो, बरोबर. हां. हो.